बघा ना, कधी-कधी असं होतं, जागा राहती लहान आणि आपल्याकडे वस्तू होतात जास्त आणि मग त्या वस्तू ठेवायच्या कुठे? नाही का? मग अशा लहान जागेमध्ये घर तुम्ही कसं आरामदायी बनवतात, मला थोडं सांगाल?
हो ना, म्हणजे ही गोष्ट ना माझ्यासोबत अ, झाली होती. जेव्हा आम्ही इथे भाड्यानं घर घेतलं होतं. जस्ट तिथे मुंबईला शिफ्ट झालो होतो. तर तेव्हा काय होतं, मुंबईतला अचानकपणे असं घर घेतलं तर ते कसं एक अ, कंपनीने दिलेलंच होतं पण अ, लहान जागा होती ती.
हं, हं. हं. हो का?
आणि अ, आम्हाला जास्त वेळ नाही भेटला होता, की आम्ही इथे अ, म्हणजे असं जागा नवीन शोधू किंवा असं काही, तर त्याला आम्हाला लागणार होते 3-4 महिने. तर अ, मला असं वाटलं, की ठीक आहे, चला 3-4 महिने जर आहे, तर आपण अ‍ॅडजस्ट करू शकतो ना इथे लहान जागेत, पण.
बाप रे! हो, ते पण आहे. मग तुम्ही कसं केलं, सर्वात आधी लक्ष तुम्ही कुठं दिलं? फर्निचर, प्रकाश की साठवण?
तर अ आता काय आहे ना की अ, आम्ही दुसऱ्या शहरातून इथे शिफ्ट झालो होतो, तर आम्ही जेव्हा असं आमचं जनरली भाड्यावरच आम्ही राहतो, तर फर्निचर आम्ही रेंटेड घेतो. आम्ही ते खरेदी विकत नाही घेत, तर असं खूप कंपन्या आहेत, जे वर्षभरासाठी आप तुम्ही फर्निचर ते रेंटवर घेऊ शकतात. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही शिफ्ट करतात, तर तुम्हाला इथून तिथे ते ट्रान्सपोर्ट करायची गरज नाही पडत. तर आमच्या इथं असंच होतं तर मी जागा बघितली, की अरे बाबा, आता ही जागा लहान आहे, पण होती जागा छान1 त्यात जागेला छान असे अ, बाल्कनी होती. मोठी बाल्कनी होती त्याची, म्हणजे एखादा आपण म्हणू शकतो मिनी टेरेससारखं आणि खूपच सुंदर छान असा दिवसभर सूर्यप्रकाश यायचा. सकाळचं कोवळं ऊन तर अगदी छान वाटायचं तर मला खरोखरच ती जागा लहान जरी असली ना, तरी ती आवडली आणि मग मी विचार केला, की जर आपण थोडं विचार करून जर फर्निचर वगैरे घेतलं ना तर ही जागा आपल्याला पुरेशी होऊ शकते. इतकी पण काही कमी नाही होणार.
हो का? हं, हं. हो. हं, हं. हो ना. हं. हं, हं. हो का? अरे वाह! हं, हं. हं. हो, का. मग कसं केलं तुम्ही?
मग सर्वात आधी मी, म्हणजे फर्निचर घ्यायचं होतं ना, तर मग मी जागा बघितली माप वगैरे घेतले मेजर टेपने आणि मग मी त्या कंपनीला कॉन्टॅक्ट केलं ज्या कंपनी थ्रू आम्ही रेंटवर फर्निचर घ्यायचो. मग त्यांच्याकडून मी लिविंग रूमसाठी घेतलं सोफा कम बेड, म्हणजे काही पाहुणे वगैरे आले तर आपण सोफा खेचून त्याचा एक डबल बेड सारखा होऊ शकतो. मग आमच्या बेडरूमसाठी मी स्टोरेजवाला बेड घेतला, म्हणजे बेड पण होऊन जातो डबल बेड आणि त्या बेडच्या खाली भरपूर स्टोरेज एरिया भेटतो आपल्याला.
हं. हो, ना. हं. हो, ते पण आहे. हं. म्हणजे सामान एकंदरीत आपण ठेऊ शकतो तिथे. हं. हं.
हो. तर आपलं जे काही सामान आहे एक्स्ट्रा ब्लँकेट्स आहे, उशा आहे, बेडशीट्स वगैरे किंवा जे आपले मोठे-मोठे सूटकेस, जसं आमचं होतं ना, तिथे शिफ्टिंग केलं. तर ते सूटकेस वगैरे त्याच्या आतमध्ये व्यवस्थितपणे राहतात आणि मग अ, तेवढी जागा मोकळी होते. मग नंतर मग अ, कपाट होतं तिथे पहिल्यापासूनच तिथे होतं कपाट आणि ते कसं वॉललाच अटॅच्ड होतं. इनबिल्ट होतं.
हो, ना. बरोबर. अच्छा, होतं का तिथं कपाट अगोदरच.
हो, इनबिल्ट होतं ते, कबर्ड एरिया होता तिथे. तर म्हणून ती जागा पण माझी वाचली, मला काही एक्स्ट्रा कपाटं घ्यायची, गरज नाही पडली. आणि मग नंतर राहिलं की आता मुलांची शाळेची बॅग्ज आणि पुस्तकं वगैरे, तर त्याच्यासाठी शेल्फ आणि एक स्टडी टेबल एरिया हवा होता. तर मग मी काय केलं की ज्या कंपनी थ्रू मी रेंटवरती फर्निचर मागवलं होतं ना, त्यांच्याकडे होती अशी सोय की एकदम असं, त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल स्टोरेज. म्हणजे फ्लोर टू सीलिंगपर्यंतचं, असं शेल्विंग होतं त्यांच्याकडे, म्हणजे वरती शेल्वज होते आणि खालच्या ए अ, बाजूला स्टडी टेबलसारखं असं अ, छान असा एरिया होता, म्हणजे लहान मुलांना पुरेसा होईल तसा.
हं. हं, हं. बरोबर. हं. हो का? हो का. हं, हं. हं, हं.
आणि त्याच्यासोबत ते एक असं स्लाइडिंग अ, टेबल पण होतं, जे अभ्यास करून झालं की तुम्ही स्लाइड करून त्या टेबलचाच भाग वाटायचा तो आणि इतकं सुंदर दिसायचं ना. मग त्याच्यात
हो का. म्हणजे एकंदरीत हो, सांगा ना.
मग त्याच्यात मुलांची पुस्तकं, त्यांची स्कूल बॅग आणि तो स्टडी एरिया एक छान असा सेट झाला.
किती छान, म्हणजे एकंदरीत रित् रित्या सगळ्या वस्तू व्यवस्थित तिथं तुम्ही साठवण केली नाही का. मग असं मल्टीफंक्शनल फर्निचर आणि साठवण यांसारखे प्रॅक्टिकल उपाय तुम्ही कसे निवडले? काही सोपे, बजेट फ्रेंडली उदाहरण सांगणार मला?
हो ना. हो ना. मग तेच ना मल्टीफंक्शन फर्निचर होतं आमचं, सोफा कम बेड होतं. जे सोफा नॉर्मल डेजला सोफा होता आणि जेव्हा ते अ, आई-बाबा किंवा कोणी पाहुणे यायचे, तर मग ते खेचलं की म्हणजे मस्त सोफा कम बेड ते अ, डबल बेड बनून जायचं. मग आमच्या बेडरूममध्ये जो बेड होता त्याच्यात भरपूर स्टोरेज होतं, तर ते पण मल्टीफंक्शन फर्निचर होतं. मग मुलांचं जसं मी स्टडी एरिया आणि व्हर्टिकल शेल्फ सांगितले, तर तेही मल्टीफंक्शन होतं, की ते स्टडी टेबलसारखं पण वापरू शकता आणि एखादं शोकेस किंवा बुक शेल्फसारखं पण वापरू शकतो.
नक्कीच. बरोबर. बरोबर. किती छान. हं. नक्कीच, म्हणजे सगळं बजेट फ्रेंडली पण झालं एकंदरीत नाही का? मग आता आलं
हो ना. हो, मला काही विकत घ्यावं नाही लागलं फर्निचर.
बरोबर. नक्कीच. मग आता आलं बघा स्वयंपाकघर. आता ते स्वयंपाकघरामध्ये तुम्ही काय अशा, तिथं अ, रचल्या अ, पूर्ण तुमचं सामान वगैरे ते कसं तुम्ही एकंदरीत तिथं अटॅच केलं?
आता किचनमध्ये काय आहे ना, किचनमध्ये पण मी तसंच, जसं लिव्हिंग रूममध्ये मुलांसाठी व्हर्टिकल फर्निचर, असं व्हर्टिकल शेल्व्हिंग होतं ना, तसंच मी किचनमध्ये पण मागवलं आणि त्याने काय झालं की किचनमध्ये जे काही डाळीचे, मसाल्याचे, तेल-मसाल्याचे डबे, पॅकेट्स वगैरे होतात, ते सगळे तिथे एकाच वॉलवरती मस्त स्टोरेज एरिया भेटला.
होते जागा तिथनं. हं हं. हं. अरे वाह! <chuckles> छान.
आणि जी भांडी असतात आपली, चमचा, ग्लास आणि कटलरी वगैरे तर त्यासाठी मी असे 2-3 ट्रॉली मागवले, जे आपल्या ओट्याच्या खालीच आपण स्लाईड करून ठेवू शकतो ना, तशा. मग ते स्लाईड करून बाहेर काढून ती स्वच्छता आपण ठेवू शकतो, तिथे साफसफाई करू शकतो आणि ते अ, स्लाईडिंग असल्यामुळे अ, जेव्हा पण आपल्याला भांडी काढायची किंवा ठेवायची असतात तर ते आरामात आपण करू शकतो आणि मग वरचा ओट्याचा भाग एकदम क्लीन राहतो, तिथे काही वस्तू ठेवायची गरज नसते.
हं. बरोबर, हो. हो ना, नक्कीच. हो. नक्कीच, म्हणजे एकंदरीतरित्या तो किचन पण ते व्यव स्वयंपाकघर पण व्यवस्थित दिसेल त्या छोट्याशा जागेमध्ये. मग आता आले अ, दिवे आणि झाडं वापरून जागा मोठी आणि मनाला शांत वाटणी कशी करतात? म्हणजे घरात बदल करताना कोणत्या छोट्या ट्रिक्सने लगेच तुम्हाला फरक पडतो?
हो ना. हं. आता फर्निचर वगैरेचा तर मी तुम्हाला सांगितलं, की मी असं, असं मल्टीफंक्शन फर्निचर घेतलं आणि मी तुम्हाला सांगितलं ना, की या घरात इतकी सुंदर असं मिनी टेरेस सारखीच ती मोठी बाल्कनी होती. तर ती माझी अतिशय प्रिय जागा. आता मी काय केलं, की ती तर रिकामीच होती, आम्ही त जेव्हा गेलो तिथे, मग मी जवळच आमच्या घराजवळ एक नर्सरी होती ना, तर तिथून मी भरपूर अशी छान-छान फुलांची, सुगंधित फुलांची झाडं घेतली आणि मग ते अ, ख्रिसमसच्या वेळेला नाही का मिळत अशी लाल-लाल पानांची झाडं? तर छोटी-छोटी, तर ती पण आणली आणि ती इतकी सुंदर दिसायची ना. आणि जेव्हा ती झाडं आणि फुलं वगैरे अशी मस्त तिथे लावून झाली ना, तर ती बाल्कनी एखाद्या छोट्याशा गार्डनसारखी दिसत होती.
हो. हं. हो, ना. अरे, वाह! हं. हां, हां. अरे वाह! किती छान. <laughs>
<scoffs> आणि मग मी बाल्कनीमध्ये पण एक छोटंसं असं टेबल आणि खुर्ची ठेवलं, म्हणजे बाल्कनीत आपण निवांतपणे बसून चहा घेऊ शकतो किंवा असंच आरामात एक एखादं पेपर वाचू शकतो, पुस्तक वाचू शकतो. तर ती एक मस्त असा रिलॅक्सिंग एरिया तयार झाला.
हो, बरोबर. हो, ना. म्हणजे हं. किती छान. म्हणजे छोट्या जागेमध्ये तुम्ही किती छान आरामासाठी ती जागापण बनवली आणि सुटसुटीत पण, नाही का. मल्टीफंक्शनल फर्निचर पण आणले, जेणेकरून तुम्ही, जर पाहुणे वगैरे आले, तर नक्कीच ते फर्निचर हटवून तुम्ही ती जागापण क्रिएट कराल तिथे. किती सुंदर. मग रोजच्या सवयींनी आणि छोटे-छोटे नियम ठेवून, लहान घर आरामदायी ठेवायचं असेल, तर काय अपेक्षित असावं?
हो. हो ना. मी तर असंच म्हणेन, की माहिती आहे का, जसं मी केलं ना, तुम्ही तर एकदम मल्टी-फंक्शन फर्निचर वापरा आणि जागा तुमची म्हणजे मोकळी लाहे राहील. आणि तुम्हाला स्टोरेजचीपण कमी नाही वाटणार. सगळ्या वस्तू तुमच्या नीटनेटक्या म्हणजे ते बेडरूमला बेडचं अंडर-बेड स्टोरेज झालं, तर त्याच्यात सगळं सामान आमचं ठेवलं. इनबिल्ट ते वॉ वॉर्डरोब एरिया होता, तर तिथे आमचे कपडे वगैरे आरामात कोइनर ठेवले. मग किचनमध्ये पण मी व्हर्टिकल शेल्फिंग लावलं, तर तुम्ही तसं करू शकता. आणि लहान जागा मोठी दाखवायची असली ना, तर जसं तर आमची बाल्कनी होती ना, तिथे मी एक 6' मिरर लावला. तर जेणेकरून काय झालं, की ते बाहेरचं जे बाल्कनी एरिया होतं ना, त्या ते दिसायचं त्या मिररमध्ये आणि असं वाटायचं, की जागा खूप मोठी आहे.
हं. बरोबर. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. हं. हं. हो का? हो का? तसं पण एक डायव्हर्ट करू शकतं.
कारण ते हो. तसं पण करू शकतो. तर म मिरर असलं ना, आरसा असला, तर त्याने कसं बाहेरची खुली जागा त्याच्यात दिसते ना, तर असं आपल्याला भास होतो, की किती मोठी जागा आहे. आणि आणखीन एक फायदा होतो, की मिररवरती जेव्हा सकाळचं कोवळं-कोवळं ऊन पडतं ना, तर ते मिररमधून रिफ्लेक्ट होऊन घरात येतं. आणि असं वाटतं, की अख्खं घरात सूर्यप्रकाश पसरला आहे. आणि ते किती छान दिसतं, माहिती आहे का? इतकं फ्रेश वाटतं ना.
हं. बरोबर. हो ना. काय? हं. अरे वाह! हो ना? खरंच, तुम्ही ते केलेलं आहे. खरंच खूप छान आहे, ती युक्तीपण. आता बघा ना, मग वास्तु परंपरेचं काही स्थान आहे का? याबद्दल तुमचा काही विचार आहे का?
हं. हो ना, म्हणजे वास्तूप्रमाणे आम्ही सगळं फर्निचर ठेवलं होतं. देवाघर देवाचं जे छोटंसं मंदिर होतं, ते पण ठेवलं होतं छान प्रकारे. तर तसं ठेवलं ना, तर घरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा राहते.
हं, हं, हं, हं. बरोबर. नक्कीच तुम्ही खूप छान माहिती दिली आणि लहान जागेमध्ये तुम्ही जे घर तुम्ही एक सुंदररित्या सजवलं आहे आणि त्याची सजावटपण केलेली आहे, नक्कीच ते खूप छान माहिती होती. मला पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल. बोलूया आपण. धन्यवाद.
तुमचाही धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं, तुमच्यासोबत बोलून.